बरं, बरं. मग तुम्ही त्याच्यासाठी तुम्ही पण खायचं का तशी मग?
अ, हो, हो, हो. तर त्या आणि ती मजा यायची आम्हाला ते टेस्ट पण छान लागायची त्यात कांद्याची कमतरता नाही भासायची त्याच्यामध्ये, खूप सुंदर टेस्ट असायची. बरं मी म्हटलं, तुम्ही मला काय हां, मी म्हणलं, "तुम्ही मला काय असं नवीन देणार आहात?" म्हणला, "ये मज मजाक नही हां, मस्ती नहीं. अरे, चल प्लॅटफॉर्म पे ही ये कोई कोमे कोने कोने कोपचे में नहीं लेके जा रहे" म्हणजे असं आमचं कारण आमच्या तिघांच्या भाषा वेगळ्या होत्या, पण हिंदी एक कॉमन भाषा होती. म्हटलं ठीक. मग म्हटलं चला बघूया काय. तो म्हणला, "मेरे से पहले तुम लोग पिओगे." म्हणजे मी त्यांना सांगितलं, "माझ्यापेक्षा आधी तुम्ही पिणार, मगच मी पिणार ते नाहीतर मी पिणार नाही." तर अ, ते म्हणाले, "हां, चल, चल ठीक है, ठीक है." तर आता ह्या दोघांना पण माहीत होतं हा सोडा कसा पिला जातो. तिथे कसं आहे की तुम्हाला सोड्याचा ग्लास देतात आणि ना, एक चम्मचमध्ये तो एक मसाला असतो तो मिक्स करतात आणि त तोंडाला प्यायला म्हणजे लगेच मिक्स केला की लगेच प्यायला लावतात तुम्हाला
बरं, बरं. बरं, बरं, बरं. हां, मग सोडाचं म्हणालात ते, हां, हां. हां. मजा हो, हो, हो. हां ना. हां. हां. बरं. हं. हं. हां. बरं. हां.
की जेणेकरून तो गॅस पण तुमच्या पोटात पटकन जावा. आता ह्या दोघांना ही ट्रिक माहिती होती. त्यामुळे त्यांनी फार छानपणे एकदम घेतलं आणि जेव्हा माझ्याकडे आलं, मला ते पहिल्यांदा करतेय मी. बापरे! माझ्या नाकामध्ये, तोंडामध्ये सगळीकडे सोडा! झिणझिण्या त्या झिणझिण्या, सोडा पण तो माझ्या नाकात, कारण तो फसफसतो ना पूर्ण, तो फसफसून एकदम नाकात
बरं. ओह, हो! हां. हां. हां, मग ढेकर. मी झिणझिण्या. हो. मग ते खरं ते सोडा वॉटर चांगलं नसतं ना, म्हणजे सारखं खाणं किंवा पिणं.
नाही सारखं असं ते नव्हतं. त्यादिवशी मला पहिल्यांदा त्यांनी मला ते इंट्रोड्यूस केलं होतं मसाला सोडा म्हणून आणि तो पहिल्यांदाची जी आठवण माझ्या डोक्यात राहिली होती, तेव्हा नंतर मी कानाला खडा लावला होता "मला माफ करा, मला सोडा नका पाजू." म्हणजे इतकी मजा आली होती आणि तेव्हा इतके हसले होते ना ते सगळेजण. आणि मला पण मजा वाटली तेव्हा, कारण पहिल्यांदा काहीतरी नवीन ट्राय केलं होतं आणि त्यात वावगं असं काहीच नव्हतं. पण एकंदरीतच निखळ म्हणजे आपण म्हणतो ना, मैत्रीमध्ये हसणं हे,
बरं, बरं, बरं. हां, हां. नका देऊ. हो ना. हां. अगदीच हो. मैत्री हो, हो, मजा, हासी चालतं तेवढं तरी हो. मग त्या अ, मग त्या व्यक्तींना तुम्ही परत भेटला का म्हणजे अजून भेटता का? आणि काय होतं तुमच्यात संभाषण असं?
खूप-खूप मजा यायची आणि हो, हो, हो, हो. नाउ दे आर लाइक फॅमिली मेंबर्स टू मी. माझ्यासाठी मला मी म्हटले ना, की माझे अ, 2 बॉडीगार्डसारखे आहेत ते मला 2 माझे मित्र कमी आणि भाऊ जास्त आहेत ते माझ्यासाठी आता. तर त्यांचं ह्या ह्या लेव्हलला स्थान आहे त्यांचं माझ्या आयुष्यामध्ये. आणि त्यामुळे ते माझ्या आता लग्नानंतर सुद्धा ही गोष्ट मी तुम्हाला लग्नाआधीची सांगितली. लग्नानंतर सुद्धा ते माझ्या नवऱ्याशी सुद्धा भेटलेले आहेत. तासनतास घरात येऊन गप्पा मारतात माझ्याशी. आता दोघांचीही लग्न झालेली आहेत. पण आज सुद्धा तो प्लॅटफॉर्म नंबर 5 आठवला का असं वाटतं, चला परत "चल जाते है, प्लॅटफॉर्म नंबर 5 पे."
हां. अरे वाह! हां. हो, हो. अरे वाह! हां. हां. हां. हां. <chuckles> मग अ, <chuckles> तुम्ही जर पुन्हा परत अ, जर जायला मिळालं ना, भेटायचं ठरवलं तर तुम्ही काय वेगळं कराल मग आता तिथे?
<chuckles> "चल जाते है, प्लॅटफॉर्म नंबर 5."

अच्छा. म्हणजे तुम्ही ते आता प्लॅटफॉर्मवर भेटता, की काय? किंवा अ, काय कर म्हणजे आता करता किंवा त्यावेळचं कसं होतं त्याबद्दल काही सांगणार का?
अ, हो. अ, तेव्हा कसं असायचं आमचा एक प्लॅटफॉर्म ठरलेला असायचा आणि अ, अम, अ, बऱ्याच आमच्याकडे रेल्वे स्टेशन्सला ना तुम्हाला असे दिसतील, की जवळ-जवळ 1 पासून ते 8 पर्यंत 1 पासून ते 10 पर्यंत प्लॅटफॉर्म आहेत, स्पेशली जे मोठे जंक्शन आहेत स्टेशन तिथे. तर अशा एका स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 जो आहे तो आमचा खूप ठरलेला असायचा. कारण त्याच्या अ, प्लॅटफॉर्म नंबर 5 म्हणजे कसं आहे 5 आणि 6 म्हणजे एका बाजूला 5 ला गाडी लागते दुसऱ्या बाजूला 6 ची गाडी लागते आणि त्या अपोझिट डायरेक्शन्सला जाणाऱ्या असतात. तर अ, त्यामुळे आमच्या आम्ही 3 जण, मी आणि माझे 2 मित्र. आम्ही 3 जण त्या नेहमी त्या प्लॅटफॉर्मला जायचो. कारण आमच्यातला एक जण होता तो आमच्या विरुद्ध दिशेला जायचा आणि आम्ही 2 जण एका दिशेला जायचो.
हं. हं. बरं. हां. अच्छा. हां. बरं. अच्छा. अच्छा. बरं. हं. बरं. हां. बरं. अच्छा.
आणि तेव्हा आमचा एक ठरलेला भेळवाला होता.
ओह हो! हां.
आणि काहीही झालं, तरी ती भेळ बाबा मस्ट ती खाल्ल्याशिवाय काही निघायचं नाही आणि ती पण जैन भेळ खायची.
हं. अरे वाह! बरोबर. मग अच्छा. मग त्या तुम्ही ते असं प्लॅटफॉर्मवरच मित्र झाला होता का म्हणजे ऑफिस?
नाही, आम्ही ऑफिसमध्ये होतो. आम्ही ऑफिसचे फ्रेंड होतो, पण ऑफिसमध्ये कसं असतं, की बऱ्याच वेळेला तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही गप्पा मारायला वगैरे किंवा प्रत्येकाची कामाचे जे डेझिग्नेशन्स होते. त्याच्याप्रमाणे प्रत्येकाचे टाईम सुद्धा जेवणाचे वगैरे वेगवेगळे असतात. तर त्यामुळे एकत्र बसून जेवण वगैरे हा काही आम्हाला प्रकार तिथे अनुभवायला नाही मिळायचा. फक्त सकाळी येताना आणि संध्याकाळी वा जाताना आम्हाला एकमेकांबरोबर गप्पा मारायला मिळायच्या किंवा म्हणजे आम्ही म्हणतो ना, की एकमेकांची सुख-दुःख वाटून जगायचो हा जो काही प्रकार होता तो आम्हाला तेव्हा करायला मिळायचा होता आणि सगळ्यात
बरं, बरं. हां. हो ना. हं. बरं, बरं. हां. हां. हां. आता काय खायचं? अच्छा. हां. हां, मग त्यातला एखादा मशीर मजेशीर किंवा असा अविस्मरणीय प्रसंग आठवतो का तुम्हाला? काय?
हां, सांगते ना सांगते, सांगते, नक्कीच सांगते. तर ही जी भेळ होती ना, त्यात आम्हाला मस्ट होत, की आम्ही जैन भेळ खाणार. तर ही भेळ खाल्ल्यानंतर ते थांबायचं नाही. तिथे पुढे एक मसाला सोडा मिळतो आणि मसाला सोडा हे प्रकरण माझ्यासाठी नवीन होतं. मला ते मी आपण अं, उम्म, अ, जास्त करून मुली जास्त जात नाहीत मस सोडा-बिडा प्यायला. मुलं कशी सर्रास जातात, की डायजेशन नाही झालं आहे चला जाऊन एक सोडा मारून येऊया. पण मुलींना ते एवढी गरज नाही भासत मुली सहसा नाही दिसत कुठे तुम्हाला सोड्यावाल्या पबला वगैरे असं. तर अ, ह्या दोघांनी ना, मला म्हणतात, "चल तेरे को आज ना हम लोग अ, कुछ नया दय इंट्रोड्यूस करते हे."
हो, हो. हां. वाह! हां. वाह! हां, हां, हां. अच्छा, अच्छा. हं. बरं. नाही, नाही, नाही, हो ना. <laughs> बरं मग तुम्ही अ, ती जैनच भेळ का खायचा? म्हणजे कांदा लसूण नसतो ना, त्याच्यामध्ये.
आमच्यातला एक जण हो, आमच्यातला एक जण जैन होता.

मी अजून पण सांगते ना, की आज पण काही वेळेला त्या प्लॅटफॉर्मला जाणं होतं काही कामानिमित्त वगैरे ना, तिथे गेलं ना, की खूप नॉस्टॅल्जिक होतं, की "अरे हा बघ हाच भैय्या ह्याच्याकडनं भेळ खायचो," अरे इथे सोडा ते आपलं हे असतं ना, अ, रेल्वेच्या अधिकचं दुकान असतं म्हणजे अ, हां, रेल्वे अधिकृत दुकान असल्यामुळे ती दुकानं तशीच असतात ती काही बदलत नाहीत, कदाचित त्याचा ऑनर बदललाही असेल, पण म्हणजे मी माझ्या मुलांनाही दाखवलं, की अरे हे बघा आम्ही इथे ना, आम्ही मामा आणि आम्ही आपल्या इथे बसून ना आम्ही इथे खायचो, भेळ आणि तिथे तसा सोडा पिला होता म्हणून. आणि मग तेव्हा खर खरोखर कोण जर असं उभं असेल तिथे खाताना आमच्या एजचं तर अक्षरशः मला असं दिसतं काही-काही वेळेला समोर की आम्हीच तिघे आहोत तिथे.
हां. हां. तो आहे का अजून भैय्या ते वॉटर बम अधिकृत असतं हां. बरं. हां. हां. हां, हां. अच्छा. अच्छा, अच्छा. <chuckles>
आणि मग ना, त्या तिघां आम्ही मग डायरेक्ट-डायरेक्ट WhatsApp होतात. मेसेजस, फोटोस म्हटले, हे बघ मी कुठे आहे? हे बघ काय आहे? मग कधी एकदा असं झालं, की मी असाच फोटो शेअर केला, की अ, हे बघ, मै प्लॅटफॉर्म नंबर 5 पे हूं. आणि समोरून एका एकाने रिप्लाय केला, किधर है मैं भी हूं.
हं. हां. हो ना. हां. हां. अरे बापरे! मग कॉइन्सिडन्स होता का, मग भेटला का तुम्ही?
अ, हां, अगदी कॉइन्सिडन्स अगदी कॉइन्सिडन्स की तो कामानिमित्त तिथे आला होता आणि गा घरी जाण्यासाठी गाडी पकडण्यासाठी तिथे थांबला. तर तो म्हणजे गाडी सुटणार होती तर बसला होता, तिथून सुटणारी गाडी होती ना, तर तो लगेच उतरला गाडीतून आणि मला भेटायला आला तेव्हा मला एवढा आनंद झाला होता. म्हटलं बापरे! कारण
हां. हां, हां, हां, हां. अरे वाह! <laughs> हो ना. मग ते दि अ, दिसत असेल ना, डोळ्यात तुमच्या हावभावात आनंद, हां.
एके अगदी, अगदी मी सांगते ना, की एकेकाळी आम्ही आमचं हे रोजचं रूटीन होतं प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि मग तिकडनं ट्रेन पकडायची आणि घरी यायचं किंवा तिकडनं घरी येताना पण प्लॅटफॉर्म नंबर 5 आणि मग ऑफिसला यायचं. हे रूटीन होतं. आणि आत्ता असं झालं आहे, की कित्येक वर्षांनी आम्ही दोघं जण का होईना तिथे भेटलो, पुन्हा आणि मग आम्ही तिसऱ्याला वो तिथून व्हिडिओ कॉल केला. देख हम लोग किधर है? बोलतात त्याने आम लिटरली शिव्या साले गधे लोग मेरे को छोडकर उधर क्या कर रहे हो? बेल खा रहे हो ना, रुको, रुको मैं देख ना मेरे मेरे पेट में दुखेगा तुम लोग के. वगैरे असं बोलत चालललेला कॉलवर.
हां. हो, हो. हां. हां. हां, हां. अरे वाह! हां. हां. हां. हां. <chuckles> हां. मग तो भेटायला आला का तुम्हाला मग?
नाही, नाही, नाही तो तो दुसऱ्या ठिकाणी वर्किंग म्हणजे त्याचं काम होतं आणि मग त्यामुळे त्याला ती त्यालाच नाही जमलं यायला पण आम्ही दोघांनी त्याची मात्र ख ग मस्तपैकी मजा घेतली व्हिडिओ कॉलवर, की बघ आम्ही भेळ खातोय बघ आम्ही सोडा पिणार आहोत. <laughs>
हो. हां, हां. अरे वाह! हां. हो ना, पण त्या भेटीमुळे तुमच्या आयुष्यात असा काही बदल झाला असं वाटतं का? आणि काय सांगू शकाल त्याचा
खूप बदल झाला. मी म्हणेल ना, की आमची एवढी छान मैत्री आहे, आता मी म्हणेल ना, त्यांना असं म्हटलं, की नात्याचं लेबल दिलं गेलंय त्याला. आज आज असं आहे ना, की सख्खा भाऊ कदाचित यायला माझ्या त्याला काही तास लागतील, पण हे लोकं ज्यांना ह्यांना जर कळलं काही गोष्ट मला हवी आहे किंवा मला काही गरज आहे, तर ते असे काही मिनिटात हजर होतील.
हां. बरोबर. हां. हो, हो. हां.